हां, मग ते जाणवायला लागलं हळू-हळू आणि मग काही काळानंतर आपल्याला दिसूनच येतं ना, म्हणजे तेच पॅटर्न परत-परत रिपीट होतं. मग हळू-हळू मग मी पण मग नाही, मग माझ्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्यातच फक्त मदत करायची. म्हणजे मी कोणी काही आलं ना, क्षुल्लक गोष्ट जरी आली तरी मी मदत करायची. मग आता मी असं करायला लागले की अ, आपली हायरार्की असते ना, की मग अरे ही गोष्ट तिला छान येते, म्हणजे तिच्या, त्याच्यावर तिच्यावरती कोण असेल त्या व्यक्तीच्या म्हणजे ज ज्याने सल्ला घेऊन आलाय माझ्याकडे, तिच्या त्याला मी त्याची सीनियरकडे, कुठला सीनियर चांगला आहे की अ, मदत करेल ह्याला, असं बघून मी त्याला त्याच्याकडे पाठवायला लागले. मग त्याला पण नाही आलं, तर मग मी माझ्या मग त्याला पण नाही म्हणता येत नाही ना, की मी एवढं सांगतेय त्याला, तो पण खुश, सीनियरने पाठवलंय माझ्याकडे असं. मग एक ते टीम स्पिरिट वाढवण्यासाठी मग प्रयत्न केला. गरज नाही. सगळं आपल्या डोक्यावरच आणि आपणच केलं पाहिजे. थोडं डेलिगेट करायला शिकले हळू-हळू वेगळ्या पद्धतीने, डायरेक्ट नाही म्हणायचं नाही, त्याला काहीतरी वेगळा आकार द्यायचा. असे प्रयत्न करायला लागले कारण की वाईट पण नाही वाटलं पाहिजे आणि टीम स्पिरिट पण आपल्याला ठेवायची आहे.
हो, हो. हं, हं. हं. अच हो, हो. हं, हं, हं. हां. हं. हो, हो. <chuckles> राइट. अगदी. हो ना. नक्कीच. हं, हं. हो ना, मग हाच जर नियम तुम्ही अ, कुटुंबामध्ये, मित्र परिवार किंवा नातेवाईक, समाज यांच्यामध्ये पण असाच ठेवला आहे का तिथे काही वेगळा बदल केलेला आहे?
आपल्या माणसांना किती जरी गैरफायदा घेतला तरी चालतं ना, म्हणजे पण असं नाही, ते सांभाळून घेतात ना, आपल्यालासुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये. नकार काय, म्हणजे खरंच जमत नसेल तर नाही. पण अ, एखादी गोष्ट त्यांनी आळशापोटी जरी विचारलं, तर आपण करतोच ना. म्हणजे आहे दमलाय, "ए हे आणून दे ना," आपण थोडी नाही म्हणणार आहे तिथे हां, हां.
हां, हां. <chuckles> नाही. ते तर असतं, पण तरी पण ना, आता शेवटी माणूस म्हटलं म्हणजे सीमा असतेच. आपण असं अ, नेहमीच नाही करू शकत ना किंवा दुसरे, दुसरे पण असतात, पण नाही करू शकत. तेव्हा तर काहीतरी
ओह. हां, मग तेच. हां. हो, हो, हो. कधी-कधी नाही जमत तेव्हा सांगते. मग थोडंसं भांडतो, ते काय होतंच ना, थोडंसं कुरबुर होते, पण ते मग कधी ते जिंकतात, कधी आपण जिंकतो अ, म्हणजे असं होतं ते. कधी अ, नकार करता येतो, कधी-कधी नाही करता येत असं होतं ते.
अच्छा. हां. <chuckles> हां, हां. मग अ, अ, समजा आपण म्हणतो असं हे नकार करताना, मग यासाठी म्हणजे कसं असतं ना, की आपल्याला नकार द्यायचा आहे, म्हणजे नाती पण नको खराब व्हायला. मग असं काही असतं का की आपली बॉडी लँग्वेज तशी पाहिजे, आवाज, अ, आवाजामध्ये काहीतरी बदल पाहिजे असं काही अ, करता तुम्ही का नाही असं काही नसतं?
ते. हं, हं. हां, हां, हां. हां, हां. हां.